हो म्हणजे मला तर भरपूर आवडतं व्हॉईस नोटस पाठवायला म्हणजे मी तर पाठवतच असते सगळ्यांना हो. अ, म्हणजे काय होतं, की माझ्या
<chuckles> सांगा ना.
कडे एक मस्त अनुभव आहे अ, म्हणजे काय झालं या दिवाळीला अ, माझा मित्र आहे. अ, म्हणजे खूप कॉलेजमधला जुना आणि त्यांनी मला हॅप्पी दिवाळीचा मेसेज पाठवला म्हणजे एज अ, व्हॉईस नोट्समध्ये पाठवलं त्याने मला. अ, तर त्याचा आवाज म्हणजे खूप वर्षानंतर मी ऐकलं त्याच्यामध्ये आणि अ, म्हणजे त्यांनी मला पाठवलेलं "हॅप्पी दिवाळी पंची" असं पाठवलेलं तर त्याच्या ते आवाजामध्ये मला ऐकायला इतकी मजा आली मला असं वाटलं जुन्या काळातच गेली, मग मी त्याला नंतर परत मी पण म्हटलं, चला मी पण काहीतरी करतो. मी पण त्याला "हॅपी दिवाळी शिब्बी" असं पाठवलं जोरजोरात. तर अ, मग त्याच्यावरून मग आमचं इतकं कन्व्हर्सेशन झालं भरपूर अ, की काय कमाल म्हणजे त्याला म्हणू शकतो की अनलिमिटेड
हां, हां. हं, हं. <chuckles> हां, हां. <chuckles> हो किती खूप मजा मजा पण येते ना हो. म्हणजे बघा ना, असं आपण अ, व्हॉईस नोट पाठवतो आणि टेस्ट आपण पाठवतो तर व्हॉईस नोट पाठवायला म्हणजे बघा ना त्यांचा आवाज वगैरे पण आपल्याला आपल्याला ऐकू येतं नाही का? तर अशी तुम्हाला व्हॉईस नोट पसंत करता का टेस्ट पसंत करता? जे आपण नॉर्मल टेस्ट लिहून देतो.
टॉक्स असतात ना आपले तसे झाल्यामध्ये जुन्या आठवणीमध्ये गेलो. हो, हो, हो. हं. बरोबर. नक्कीच. म्हणजे मला तर असं वाटतं, की मी मला ना आजकाल चॅट करायला खूप कंटाळा येतो, म्हणजे टेक्स्ट तर करतच असतो आपण. पण एकदम बघा ना एक्सप्लेन करायचं असेल, की अरे इथून इथे जा, तिकडून तिकडे जा आणि टाईम कमी असेल तर मी तर व्हॉईस नोटसचं पाठवते अरे म्हणजे अ, एखादं काही समजून सांगायचं असेल कोणाला म्हण
हां, हां. बरोबर. ते टाय टायपिंग करायला पण आपल्याला हो, हो. <chuckles> हो कंटाळा येतो खूप <chuckles>
हां, अ, तर मग तेव्हा मला वाटतं, की व्हॉईस हां, कंटाळा येतो बघा ना. बरोबर त्याच्यामुळे हं. तर आणि इतका मोठा मेसेज तो टाइप करणार, मग तो बघणार आणि मग तो अ, वाचणार तेवढ्या वेळात, मी तर म्हणेन की पटकन असं ट टॅप केलं की काय हवं ते बोला किती बडबडायचं तेवढं आणि कसं असतं कॉल कधी-कधी समोरचा अव्हेलेबल नसतो, असतो. मग त्याला पाठवलं, मग त्याच्यावर ते-ते ऐकेल आणि मग लगेच आपल्याला रिप्लाय पण देईल, जेव्हा कधी त्याला फ्री होईल तेव्हा. तर अ, मला असं वाटतं की व्हॉईस नोटस मला खूप आवडतं म्हणजे
<chuckles> हो. बरोबर आहे. म्हणजे बघा ना.

तुझ्या आयडीवर मेसेज केला तू तर नाही ना. ती म्हणली, मी तर केलाच नाहीये. म्हणजे अशा पण गोष्टी होऊ शकतात. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे बघा ना, एखाद्याच्या व्हॉईसमुळे मला तिचे नुकसान होण्यापुरतं वाचलं असं मला असं मी म्हणू शकते एकंदरीत.
तुझ्या हो, हो, आयडीवरून. हां, हां. नक्कीच, वाचलं ना बाबा, म्हणजे बघा ना, मोबाईल असं हॅक वगैरे करून आणि वॉइस नोट म मुळे बोलणं पण किती चांगलं आहे. म्हणजे बघा ना, ती वाचली आणि काही दुष्परिणाम होण्यापेक्षा चांगलं झालं का, तिनी अ, एक अ, तिची बाजू पण अ, व्यवस्थित ठेवली आणि लगेच Instagramवरती मेसेज पण केला. किती छान हो म्हणजे, कसं होतं ना, याला मर्यादा पण काही पाळायची असते आणि शिस्त पण. आणि मग आता तुम्ही सांगा ना मला असं छोटी-छोटी अशी काहीतरी टिप्स त्यांना का वॉइस नोट पाठवा पाठवायचं राहिलं, तर नेमकं काय करायचं? कोणत्या परिस्थितीत पाठवायचं आणि कसं पाठवायचं?
हं. हो. हो. नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर. हं. नक्कीच, मित्रांसाठी मैत्रिणींसाठी तुम्ही पाठ

नक्कीच, नक्कीच. म्हणजे मला तर आठ आठवतंय अ, की आजकाल तर मी हॅपी बर्थडेचा मेसेज टेक्स्टवर नाही पाठवत. मी सगळ्यांना तो म्हणू द्या व्हॉइस नोटंच पाठवते कारण का टेक्स्ट बघा ना आपण पाठवतो हॅपी बर्थडे कसं वाटतं ते नॉर्मल एक स्माइली पाठवायचं आणि असं वाटतं की कॉपी पेस्ट केलाय कोणीतरी. अ, आणि आजकाल असं झालंय की आपण बघा सगळ्यांना मे कॉल नाही करत का माहिती का नाही करत आपण कॉल एकमेकांना बर्थडेचे? आपलं असं की स्टेटस ठेवलं की झालं किंवा मग काही अ, म्हणजे मेसेज केला की झालं. मग मला वाटलं त्यापेक्षा मी तर म्हणेन की फोन पण म्हणजे तुम्ही ट स्टेटस तर ठेवा, पण एक व्हॉइस नोट्स पण पाठवा ना की हॅपी बर्थडे म्हणून आणि मग ते खूप हं.
हं. हो. अ, हो. स जेणेकरून समोरचा पण खुश होऊन जाईल नाही का? बरोबर आहे.
बरोबर, नक्कीच. आणि आवाजामधले जे आहे ना, तर अ, माझा जो एक भाचा आहे, तो मला नेहमी पाठवत असतो, "हाय आत्तु काय करतीयेस?" ते त्याच्या आवाजात मला ऐकायला इतकी मजा येते ना, ते असं अ, म्हणजे छान वाटतं मला म्हणजे त्याचे पप्पा मला ते पाठवत नाही, मग तो मला त्याच्यातन म्हणजे म्हणू शकतो की "अरे बोल तू मग आत्तुला पाठवूयात आपण." मग तो बोलतो तसं. मला मग इतकं मज्जा येते ना मग ते ऐकायला आणि मग मी त्याला काय-काय असं पाठवत असते. आणि एकंदरीत अ, मग त्याला कधी विश केलं की मग अ, तो म्हणणार की "थँक यू." त्याच्या आवाजामधनं असं तर चालू असतं आमचं एकंदरीत. तर अ, मग हं
<chuckles> खरंच म्हणजे बघा ना हं, हं. अ, टेस्ट करण्यापेक्षा व्हॉइस नोट किती प्रभावशाली पण पडत ना हो! म्हणजे बघा आपल्याला आवाज पण ऐकू येतो आणि असं जणू आपल्याला काही वाटतं का आपण अ, खरंच त्यांच्याशी बोलतच आहोत का काय असं वाटतं, तशी अशी अ, तसा अनुभव असा झालेला आहे का तुम्हाला?
बरोबर. बरोबर. हो, हो. म्हणजे मला तर असं झालंय की एकदा काय झालं अ, आमचा जो ग्रुप होता अ, कॉलेजचा, त्यामध्ये कोणी काही बोलतच नव्हतं. तर मग एक दिवशी मी असंच मला वाटलं की आता मी जरा व्हॉइस नोट्स पाठवून, कोणी आहे का? <chuckles> असं मी पाठवलं त्याच्यामध्ये. तर सगळ्यांनी त्याच्यावर मला असं वाटलं, की कोणी रिस्पॉन्स नाही देणार पण उलट झालं आणि सगळ्यांनी, "हो आहे," "हां, है ना." अ, म्हणजे असं प्रत्येक जण बोलत होतो त्या ह्याच्यामध्ये आणि मग इतकी मजा आली ना एकंदरीत आणि मग अ, खूप गमती झाल्या आणि मग असं झालं की जे रिमूव्ह झालेलं ना त्या ग्रुपमधनं, ते पण ॲड करून टाकलं त्यांना पण आणि इतकी भरपूर मजा. मग त्याच्यानंतर आमचं गेट टुगेदर झालं. आणि मग आम्ही ते म्हणू शकतो की माझ्या एका व्हॉइस नोट्सच्या इनिशिएटिव्हमुळे अ, म्हणजे मला तर वाटतं की इतके सगळे आम्ही एकत्र आलो आणि खूप मजा आली नंतर त्या गेट टुगेदरला आणि हं
<chuckles> हो. <chuckles> हां, हां. म्हणजे बघा ना, फक्त एकाच तुम्ही फक्त व्हॉइस नोटीस त्या ग्रुपमध्ये टाकली आणि जे लोक तिथे नव्हते, ते पण लोक तिथे येऊन गेले बघा ना, म्हणजे किती छान हो. व्हॉइस नोटचा प्रभाव कसा पडतो ना ह्याच्यामध्ये. मग असं कधी झालंय का हो, तुमचं बघा ना तर अ, व्हॉइस नोटमुळे आपण बघा नॉर्मल आता तुम्ही खूप चांगलं बोलल्या मला, पण असं पण कधी-कधी होतो ना, का आपण एखादी व्हॉइस नोट असं टाकली त्याच्यामध्ये गैरसमज पण काहीतरी वाढतो किंवा आपल्या प्रायव्हसीवर कधी-कधी अशी अडचण येते, असं होतं का कधी? आणि जर झालं आहे यदा-कदाचित तुमच्या जीवनामध्ये तर ते त्याचं व्यवस्थापन करता का तुम्ही मग?
हो. नक्कीच, नक्कीच. हं. हं. हं. हं. हं. हं. हं. हं. बरोबर. म्हणजे कसं होतं बघा आता एखादं गोष्ट जी आहे, ती मला टेक्स्टवर तुम्हाला मला सांगायचं असेल, तर समजा एक ठीक आहे म्हण
हां.